आमच्या जीवनात आम्ही पाहतो की भरपूर वेळेस आम्हाला काही ना काही गोष्टी नवीन वाटतात. आणि कधी-कधी तर आम्हाला छंदही नवीन सुरु करूशी वाटतात.
हं.
तर एखादा नवीन छंद सुरू कसा करावा, असं तुला वाटतं बरं?
बरोबर. अ, एक नवीन छंद आहे ना, कसं असतं माणसाने एखाद्या व्यक्तीला बघितलं आणि तिथून त्याला प्रेरणा भेटली की आपणही असं काहीतरी नवीन अ, सुरुवात केली पाहिजेल. तर, मग तेव्हा ते त्या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती घेणं. मग त्या माहितीवरती मग आपल्याकडे साधन सामग्री काय आहे किंवा आपल्याकडे ते त्या पद्धतीचं ठिकाण आहे किंवा ते पद्धतीचं एन्वायरमेंट आहे का? की आपण ती गोष्ट पूर्ण करू शकतो. याचा आपण अ, ह्याच्यावरती थोडा अभ्यास केला पाहिजेल आणि त्यानंतर आपण त्याला, हळूहळू सुरुवात केली पाहिजे. त्या छंदाला.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी. हो, अगदी बरोबर. हो, अगदी बरोबर. हं, हं.
तर मा असंच माझ्या जीवनामध्ये हं.
तर त्या छंदाला हो, हो. म्हणजे तू म्हणजे सांगू शकतो का, कोणचा छंद तू सुरू केलास आणि अ, काय-काय त्याचा प्रवास होता आणि काय केलस?
हं. अ, मला आहे ना काय झालं होतं की मला बॉडी बिल्डिंगचा थोडा असा नवीन, नवीन असा छंद झाला. की माझे मित्र हेही जिमला जायला लागले होते. त्यांची बॉडी बनवत होते. तर या पद्धतीने मला त्यांना बघून मी पण इन्स्पायर झालो, की म्हटलं आपणही केलं पाहिजे. आपण का मागे राहतोय? तर मग मी त्यांच्याकडनं माहिती घेत गेलो, की म्हटलं आता तुम्ही बॉडी बिल्डिंग करताच आहेत. मग ह्याच्यामध्ये कसं तुम्ही तुमचा डायट मेंटेन करता. मग काय, काय गोष्टी आणि कुठल्या पद्धतीच्या तुम्ही एक्सरसाइज परफॉर्म करताय? तर मी असं त्यांच्याकडनं पहिले माहिती घेत गेलो. मी एकदम सुरुवात काही केली नाही.
हं. अरे वाह! खूपच छान. हं. हं, हं. अरे वाह! खूपच छान. हो. हं, हं. हं, हं. हं, हं, हं.
पहिले त्यांच्याकडनं माहिती घेतली. काय ते करत आहेत, कसं करत आहेत. मग त्यांचं रुटीन काय असतं. तर मग असं अ, माहिती घेतली. त्यानंतर मग अनायसे माझ्याच अ, घराजवळ एक नवीन जिम ओपन झाली.
हं, हं. हं, हं. अच्छा.
पहिले सगळ्यात पहिले काय व्हायचं ना अ, की मी एका जिमला जॉइन केलेलं होतं. तिथं जायलाच मला कंटाळा जास्त यायचा.
हं, हं. ओके.
जेणेकरून तो छंद माझा मध्येच सुटत होता. मग आणि आली माझ्या घराकडेच एक नवीन जिम ओपन झाली आणि मग मी तिथे सुरुवात केली माझी जिमला. तर मग जसं-जसं बॉडीबिल्डिंग हा असा गोष्ट आहे ना, की तुम्हाला याच्यामध्ये कंटिन्यू कंटिन्यूटी ठेवावी लागते.
हं, हं. हं, हं. हं, हं.
तर मग त्याच्यात काय झालं की मी सुरुवात केली. पहिल्या दिवस जिमला गेलो. मग त्या दिवशी मी व्यायाम मला त्यांनी ट्रेनर होते तिथे, त्यांनी अ, मिक्स सेट मारायला लावला की "तू सगळं फुल बॉडीचा मिक्स सेट घे. तुझं जेणेकरून आज पहिला दिवस आहे, तर तू थोडंसं वॉर्मअप वॉर्मअप तुझी बॉडी करून घेईल." तर मग मी ते सेट घेतला आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं की थोडं-थोडं घ्यायचं, पण आपला नवीन-नवीन जोश असतो ना की "नाही नाही, मी तर मारू शकतो." मग त्याच्यामध्ये जरा जास्तच झालं ते माझ्या त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं आंग दुखत होतं माझंवालं, जबरदस्त! म्हणजे मला पाय पायही उचलता येत नव्हता, एवढं खतरनाक आंग दुखत होतं.
हं, हं. हो. अरे वाह! <chuckles> हं, हं. हो, त्याच्यात जास्त घेत. <chuckles> हं, हं. <chuckles> अरे बापरे! हो, हो.
अरे म्हटलं, म्हणजे आपल्याला छंद असतो पण आपण त्याच्यामध्ये ना ओव्हर करून देतो काहीतरी.
आणि स समजू शकतो मी. हं, हं. हो, हो, हो. म्हणजे त्या छंदामुळे तू काय केलं ते जास्त अ, जोश-जोशमध्ये उचललं आणि तुला वाटलं हे ईझी आहे एकदम. आणि पण त्याची परिणाम नंतर दुसऱ्या दिवशी तुला दिसले.
मग हो. नक्कीच. मग मी ते माझे पाय टेकायचं होतं माझा पाय दुखायला लागायचा असं होत होतं. पण तरी मी मला आवड होती की म्हटलं आता आपल्याला बॉडी बनवायचीच आहे तरी मी दुसऱ्या दिवशीही तिथे पोहोचलो. मग त्यांना ट्रेनरला सांगितलं की "दादा काल मी केलं मिक्स सेट आणि आज तर पूर्ण फुल बॉडी पेन करते म्हटलं माझी." त्यांनी सांगितलं मला की "हे नॉर्मल आहे. आता तू हळू-हळू तुझ्या बॉडीला पहिल्यांदा सुरवा अ, सवय नयी नव्हती. काहीतरी एक्सरसाइज करण्याची अशी काही तू सवय लावून ठेवलेली नव्हती. तर ती आता तू जे जेव्हा व्यायाम करायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या त्या मसल्स ब्रेक झालेल्या आहेत. आता त्या रिपेअर होतील. म्हणजे तुझी बॉडी बनायला सुरुवात होईल आणि ते स्वतःला ट्रेन करतील." म्हंटलं "ठीक आहे. पण आता हा पेन कधी जाईल?" त्यांनी सांगितलं मला की "तू व्यायाम कंटिन्युअसली जेव्हा करत राहशील ना तर ऑट आपोआप ती बॉडी हील करायला लागून जाईल आणि तो पेन बियरिंग कॅपॅसिटी तुझी वाढेल. आणि तो पेन ऑटोमॅटिकली रिलीज होईल तुझ्या बॉडीमधनं." मग असंच मी एक एक पूर्ण फुल बॉडी मिक्स सेट करायला लागलो .आणि त्यानंतर अ, मग त्यांनी माझे ते अ, टाईम स्लॉट्स असतात ना आपले मंडेला चेस्ट बायसेप, मग ट्र लगेच अ, ट्रायसेप आणि बॅक. तर असे सगळे ते सेट झाले, लेग आणि ते मग ते त्या पद्धतीने डे बाय डे हे एक, एक सेट मी करत असायचो आणि मग त्याच्यानंतर
हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. हं. सवय. हं. येतंय. हो. बरोबर. हं, हं. अगदी. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच छान.
त्याच्यानंतर त्यांनी मला शिकवलं की रिकव्हरी कशी गरजेची आहे, बॉडीला झोप घेणे कशी गरजेची आहे. आणि कुठल्या पद्धतीचं डायट ठेवलं पाहिजे. जेणेकरून आपली बॉडी चांगली राहील, तर ती चांगली ग्रोथ करेल. तर मग अशा सगळ्या गोष्टी, जेव्हा आपण एखादा छंदला सुरुवात करतो ना, तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं ही एक प्रोसेस असते. तिला फॉलो करून जर आपण नीट आणि तिच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करून ठेवली ना, तर निश्चित आपण तो छंद पूर्ण करू शकतो.
हो, हो. हं. अरे वाह! म्हणजे खूपच छान बोललास, की जर आम्ही, सातत्य जर ठेवलं तर आम्ही आमचा पूर्ण छंद, हे करू शकतो. तर बरं वेळ आणि जबाबदाऱ्या असताना छंद कसा राबवायचा? कधी-कधी आम्हाला वेळच नसतो, आता तुझ्या जिमसाठी. कधी कधी तू कामावर असशील नाईट शिफ्ट, डे शिफ्ट अशा काही शिफ्ट असू शकतात. तू मग तो कसा म्हणजे नेमकं तुझ्या जीवनामध्ये कसा वेळ काढायचा आणि त्याच्या तो छंद कसा पूर्ण करायचा? किती वेळ पाहिजेल असतो? जर तिथे जेवढा वेळ लागतो, तर तो कसा तो काढत होता?
हो. हं. बरोबर. बरोबर, अ बघा ना, आपल्याकडे 24 तास असतात आणि 24च्या, 24 तास आपण काय बिझी नसतो ना. 8 तास आपण जॉबला गे त्याच्या पहिलेही आपल्याकडे काहीतरी टाईम शिल्लक असेल. जॉबवरनं आल्यानंतरही काही ना काही टाईम शिल्लक असेल, बरोबर? तर त्या टाईमाचा ...वापर आपल्याला नीट करता यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे अ, दिवसामधनं 8 तास जर त्याचे कामात गेले, तर उर्वरित त्याच्याकडे जे तास असता आणि 8 तासाची झोप जर आपण बाजूला केली, तर उरलेले 8 तास हातात त्याच्या स्वतःसाठी असतात.
हं, हं. बरोबर आहे. हं, हं. हो. अगदीच. बरोबर. हं, हं. हो. हं, हं. बरोबर. अगदी, अगदी.
मग त्या 8 तासाचा आपण वापर किती अ, चांगल्या रीती करतो ना ते गरजेचं असतं. काही व्यक्ती तर नुसतं मोबाईल फोन वापरण्यातच ते टाईम काढून देतात. त्याच्यापेक्षा तुम्हाला जो छंद आहे, त्याची आवड आहे, त्याला वा तुम्ही अ, ते करण्यात जर टाईम दिला ना, तर न अ, निश्चितच तुम्ही सॅटिस्फाईड असणार आणि त्या छंदाला जोपासण्यासाठी तुम्ही कार्यरत व्हाल.
हं, हं. हो. अगदी. हं, हं. हं. अगदी बरोबर बोललास की, आपण कार्यरत त्याच्यामुळे होऊ. तर, समजा ह्या जर गोष्टी आपण करतो, तर सुरुवातीची काय भीती आणि काय नेमकं रिएक्शन असतं बरं? परफेक्शन येत नाही किंवा आम्ही पाहतो, की चुकू शकते काही गोष्टी. काही बरोबर नाही होऊ शकत. नवीन छंद जोपासताना ह्या गोष्टी होतात. तर मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे?
हं. हं. बरोबर. ब आपण नवीन-नवीन काय करतो ना, आपण जेव्हा रिसर्च करत असतो, जेव्हा कुठल्या गोष्टीबद्दल माहिती घेत असतो. तर तेव्हा आपण तिच्यामध्ये माहिती घेतो ना, आणि त्याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स असतील काहीतरी कठीण गोष्ट असेल, तर आपण तिथचं ते आपले शस्त्र टाकून देतो. जो आपण छंद घेतलेला असतो अंगी, ते आपल्याला करायचं आहे तर आपण त्याची सुरुवात करण्याआधीच आपण ती हार मानून घेतो की, नाही-नाही हे माझ्याकडनं तर होणार नाही. पण आपण त्याला सुरुवात केली पाहिजे. आपण निर्णय घेतला आहे तर मग त्याला चालना तर दिली पाहिजेल. येतील, जीवन असं असतं, काही व्य प्रोसेस असे आहेत की ज्याच्यामध्ये संकट येतात पण ते संकट जे आलेले असतात ते, आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात. नवीन गोष्टी शिकवून जातात. जे आपल्या जीवनात आपल्याला कामात पडतं. म्हणून आपण पहिलेचं हार न मानता ती गोष्ट करायची. तिला तिच्या आणि तिच्यासाठी सोल्युशन काढायचं. जर काही प्रॉब्लेम आला, तर त्याचं सोल्युशन काढून पुढे वाढायच. असं काम जर प्रत्येकाने केलं ना, तर निश्चितचं तो त्याचा छंद पूर्ण करू शकतो.
हो. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी. हं, हं. बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. हो, खूपचं छान! हो, हो. तो म्हणजे आम्ही जर अशा गोष्टी केल्या तर तो छंद पूर्ण करू शकतो. पण अ, आता आम्हाला समजा कधी-कधी आम्ही गावाकडे जातो किंवा कधी काय जातो तो पण आम्ही तू म्हणलं जे सातत्य, ते सातत्य ठेवताना खूप अडचणी येतात. अशा वेळेस काय करायचं बरं? कारण की अ, जिम म्हंटलं तर तिथे नाही राहणार हं, हं.
हं, हं, हं. बघा अ बरोबर, बरोबर. तर मग काय करायचं ना, आपले ते जिम समजा आता मी मी जिम करतो, बरोबर. आता मी जर एखाद्या दिवशी गावाला गेलो किंवा 2-4 दिवस मी फिरायला गेलोय मित्रांसोबत आणि माझं जिमचा स स्केड्यूल जो अ, मी रोजचे अ, रोजच्या दिवसानुसार करायचो, तो होणार नाही आहे. तर मग काहीतरी असतात ना, थोड्याफार जे एक्सरसाइज आहेत, त्या आपल्याला करता येतील. ज्याच्यामध्ये जास्त हेवी वेट गरज नाही आहे. अ, जसं की आपण अ, पुशअप्स मारून घेतले, पुलअप्स मारून घेतले
उदाहरण देवूया, तर बाकीच्या पण गोष्टी होऊ शकतात. हं. हं. हं, हं. बरोबर. हं.
सूर्यनमस्कार करून घेतला. या सर्व्या ज्या गोष्टी, त्या बेसिक गोष्टी आपण कुठेही करू शकतो. तर मग असं काहीतरी छोटीशी गोष्ट आपण केली पाहिजे, जेणेकरून आपली बॉडीला सवयही राहील आणि आपला ही रुटीन ही चुकणार नाही आणि हे पुशअप्स आणि पुलअप्स आणि सूर्यनमस्कार करायला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट लागतील, याच्यावरती तर काही लागणार नाही.
बरोबर. हो.
तर मग अशा पद्धतीने आपण यांचा, अ, मेंटेन करून ठेवलं पाहिजेल आणि कधी-कधी आपण थोडीशी फ्लेक्सिबिलिटीही ठेवली पाहिजेल. नाही झालं तर ठीक आहे ना. ते काय मो एवढी मोठ गोष्ट नाही आहे. आपण परत आल्यानंतर, परत त्या रूटीन मध्ये तर येणारच आहोत.
हं, हं. हो. अगदी बरोबर. हं, हं, हं. हो.
म्हणून त्याचा एवढा ताण घेणं गरजेचं नसतं.
अगदी बरोबर बोललास, की जर आम्ही ह्या गोष्टीची फ्लेक्सिबिलिटी ठेवली आणि, अ, जर नाहीच झालं तर ठीक आहे. आपण थोडे एडजस्ट करून किंवा थोडं स्वतःला समजून, आम्ही त्याच्यामध्ये, अ, परत येऊ शकतो म्हणून आम्ही जास्त टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. तर आपण जर संसाधनं नसले तर पैसे, जागा किंवा शिक्षण ह्यापैकी काही नसलं म्हणजे, कोणतीही गोष्ट आम्ही शिकत आहोत नवीन छंद सुरू करत आहोत. पण संसाधनच नाही माझ्या पैशाची अडचण आहे कधी-कधी. कधी-कधी जागेची अडचण आहे. कधी-कधी आम्हाला मेंटर भेटत नाही किंवा शिक्षक भेटत नाही. मग यासाठी आपण काय नेमकं मोफत पर्याय आपण सुचवाल बरं? म्हणजे तुला काय वाटतं, की यामध्ये अशा गोष्टी भेटेल आणि तो आपला छंद पूर्ण करू शकू.
हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं. बरोबर. बघा आजच्या टायमाला डिजिटल युग झालेला आहे हा बरोबर. आणि डिजिटल युग असल्यामुळे प्रत्येकाकडे 1 मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये त्याच्याकडे 1 इंटरनेट असतंच. निदान 1 जीबीचा डेटा तरी क कसाही व्यक्ती असला, ज्याची परिस्थिती आज नसेल पण तो रिचार्ज करतो. महिन्याला 1 जीबी डेटाचा म्हणजे दिवसाला त्याच्याकडे 1 जीबी डेटा तर आजच्या दिवसात आहे. तर मग त्यांनी जर असं सांगितलं ना, की माझ्याकडे संसाधन नाही आहे. पण तुझ्याकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये तू YouTubeला जा, इ अ, सोशल मीडियावरती जा. तिथे खूप सारे लोकं आहेत की जे त्या गोष्टीबद्दल तुझ्या छंदाबद्दल तुला माहिती देतील. आणि मग तू त्यांच्याकडून ती गोष्ट शिक. तिला तुझ्या जीवनामध्ये अप्लाय कर आणि मग कार्यरत हो. तर त्या पद्धतीने सुरुवात कर.
हो. अगदी बरोबर. बरं. हो. खूप छान. म्हणजे आम्ही कशी सुरुवात करावी आणि काय-काय गोष्टी कराव्यात ह्या देखील तू सांगितलं. पण कधी-कधी पैशाचा अभाव असतो, त्याचं कसं ॲडजस्टमेंट करतो बरं
हो. हं.
एखाद्या छंदासाठी.
बघा अ, जर तुमचा बॉडी बिल्डिंगचा छंद आहे आणि तुमच्याकडे जिमला जायला पैसेच नाही आहे. बरोबर ,तर मग घरच्या घरी घरच्या घरी आपण अ, कार्डिओला सुरुवात करायची. त्याच्यानंतर थोडेशे अ, आपल्याला वीट कुठेही भेटून जाते. बरोबर, तर वीटा वीटा वीटांना ॲज अ डंबेल ट्रीट करून त्याचा व्यायाम करायचा सुरुवात करायची. घरात एक मस्तसा पाईप लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती पुलअप्स मारायचे. तर अशा गोष्टी म्हणजे अशा जर आपण केल्या ना, तर घरगुती गोष्ट तर निश्चितच आपलं छंदही पूर्ण होईल. पैसा नसेल तरी आपण तो छंद पूर्ण करायला सक्षम राहणार.
बरोबर. हो. बरोबर. हो, हो. हं, हं. हं, हं. घरगुती. पैसाही वाचतो. हं, हं. खूपच छान बोललास तू, ह्या सर्व गोष्टीबद्दल की आपला छंद कसा पूर्ण करायला आपण नेमकं कशा-कशा प्रकारच्या गोष्टी कराव्यात.
हं.
आणि एखाद्या नवीन छंदासाठी काय-काय गोष्टी लागतील आणि कशाप्रकारे आपण त्याच्यामध्ये जाऊ. तर खूप छान वाटलं आणि तू हे सर्व संभाषण खूप छान पद्धतीने मांडलस. त्याबद्दल मी अगदी तुझ्या मनापासून आभारी आहे. तुझे खूप खूप धन्यवाद.
नक्की. धन्यवाद. मलाही आपल्यासोबत बोलून खूप आनंद झाला.